बघा ना, निसर्ग म्हटलं ना, की नद्या, ओढे, झाडे, झुडपे हे आलेच आणि आता सध्याच्या काळामध्ये जर बघायचं झालं, तर नद्या आणि ओढे यांचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण की बघा नद्यांचे नाले होता आहेत. ओढ्यां असे म्हणजे ओढ्यांमध्ये काहीचं राहत नाही आहे. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी निसर्ग आपला कमी होतो आहे कारण नद्यांमुळे आणि ओढ्यांमुळेचं यांना शोभा असते, असं मला वाटतं. तर मला सांगा, की नद्या आणि ओढ्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी काय करायला हवे?
हो. हो ना. ओके. बरोबर. खरंतर हा सर्वात पहिला आपण म्हणू की फार मोठं काही नाही. अगदी छोटे-छोटे पावलं जरी उचलली ना, तरी आपण खूप अ, बदल घडवू शकतो, ह्या नद्या आणि ओढ्यांमध्ये. आता मी तर मुंबईमध्ये राहते, पण मुंबईला 7 नद्या आहेत
हां, हां. बरोबर.
ह्याचीसुद्धा मला माहिती नव्हती.
अरे बापरे!
आणि जेव्हा मुंबईच्या 7 नद्यांची माहिती कळली. त्या आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तपास सुरू केला, की काय आहे? कुठे आहेत नद्या? कशा आहेत? तेव्हा कळलं "अरे, ह्या तर सगळ्या गटर लाईन आहेत समुद्राला जोडणाऱ्या."
हां, हां. हो. अरे बापरे!
कारण त्या एवढ्या घाण झाल्या आहेत.
बरोबर.
आणि सगळ्यात वर्स्ट काय माहिती आहे त्याच्यामध्ये? सगळ्यात घाणेरडा प्रकार काय आहे माहिती आहे? त्याच्यामध्ये टाकलेलं प्लास्टिक, प्लास्टिक बॅग.
हां? अरे बापरे!
जर प्लास्टिक वापण घरातला वापर कमी केला, तर आपला एक खारीचा वाटा होईल पण निसर्गासाठी खूप मोठी गोष्ट होईल ती.
म्हणजे याचं हां. हो. बरोबर. खूप छान. तर अ, मला सांगा? म्हणजे एक म्हणायला गेलं तर नद्यांचं आणि ओढयांचं संरक्षण करणं खरंच खूप गरजेचं आहे हं. कारण अ, ते आपल्याला पाणी देतात. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी आपल्या पाण्यामुळे शक्य आहे. पाणी नसले तर, आता काय होईल? माणूस जगेल तरी का?
बरोबर.
हो. तर मला सांगा, सर्वसाधारणपणे नदी, ओढ्यांविषयी आपलं नातं आज कसं आहे, असं तुम्हाला वाटतं?
खरंतर, मी तुम्हाला बोलू, आता एक, तुम्हाला एक अ, गोष्ट सांगते आहे.
हो नक्कीच, मला आवडेल ऐकायला.
आपल्या देशांमध्ये आपण देवीला नदीला देवी मानतो.
हो, बरोबर.
आता आता काही वर्ष झाले त्याच्यामध्ये अ, भरपूर बर फरक पडला आहे, पडतो आहे, लोकं जागृत झाले आहेत, कामं करत आहेत पण
हो, बरोबर.
जर तुम्ही बाहेर गावी गेलात, आउट ऑफ इंडिया गेलात
हां, हां.
तिथे कुठेही नदीला देव-बिव मानण्याचा असा प्रघात नाहीये. कुठेही कसल्याच पूजा-अर्चना होत नाहीत. पण त्याच बरोबर तिचं ज्या प्रकारे आपल्याकडे प्रदूषणीकरण होतंय ना, तेही होत नाही.
बरोबर. बरोबर. हां, हां. अगदी बरोबर.
एवढे कडक नियम आहेत, की नदीमध्ये कोणत्याही पाणी जर तुम्ही सोडत आहात
हो.
वेस्ट वॉटर जो आहे, तर ते प्रक्रिया केल्याशिवाय सुटणार नाही, तिथे जाणार नाही. एवढे कडक नियम बाहेर आहेत आणि त्याच्या अगदी उलट आपल्याकडे, जिला आपण आई म्हणतो, देवी म्हणतो, पूजा करतो आणि तिच्यातच नेऊन निर्माल्य सोडतोय.
बरोबर. हो, बरोबर.
हे जे दुर्दैव आहे ना, म्हणजे जिथे तुम्ही देवी म्हणून पूजता, तिथेच तिची हेळसांडाळ करताय किंवा तिला घाण करताय तुम्ही.
ते तर आहेच.
आणि आज जर तिला वाचवली नाहीत, तर उद्या तुमचं वाचणं कठीण आहे हो.
हो, बरोबर.
कारण आज पाऊस पडतोय म्हणून तुम्ही पाणी पिताय. तुम्हाला असं वाटतंय, की "अरे! नद्या आहेत, ठीक आहे, मग त्यात काय एवढं? नदीचा पाऊस पडते म्हणूनच नदी चालते," तर तसं नाही आहे. जर नदी स्वच्छ असेल, नदी तुमची अ, मी म्हणेल की सुदृढ असेल तर तिला स्वतःचे असे आतून झरे असतात. म्हणजे पावसाचं पाणी किंवा डोंगरावून येणारं पाणी जरी नाही आलं आणि ती नदी जर सुदृढ असेल, तर तिचे झरे स्वतःचे जे आहेत ते पाणी नेहमी वाहतं ठेवतात.
हो. हो, बरोबर. हां, हां. हां, हां. अगदी बरोबर.
आमच्या गावी आहे ना एक नदी आहे. मोठी विस्तीर्ण काठ आहे. अवं म्हणजे तिचं अ, पात्र आहे, विस्तीर्ण पात्र आहे. तिला असं म्हणतात की त्याच्यामध्ये, 7 विहिरी आहेत नदीमध्ये
तर अ, मला हां, हां. अरे बापरे! हां, हां.
आणि अ, कोण दुर्दैव, एक 5-10 वर्षापूर्वी त्या 7 ही विहिरी पूर्ण अशा बाहेर दिसत होत्या लोकांना आणि त्याच्याम त्या विहिरीमध्ये पाणी होतं पण.
अरे बापरे! खूपच छान.
सुदैव एवढं की नदीचं वाहतं पाणी बंद झालेलं, पण त्या विहिरींमध्ये पाणी होतं आणि मग तिथून लोक जे आहेत पाण्याचा उपयोग करत होते बऱ्याच त्या वेळासाठी. पण हे दुर्दैव आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा जर विहिरींना पाणी आहे, म्हणजे नदीला आतमधून खालून कुठेतरी पाण्याचा स्त्रोत आहे ना?
हां, हां, हां. अरे बाप हो, बरोबर. हो.
भूगर्भ जलाचा? मग तो भूगर्भ जलाचा स्त्रोत वर का नाही आहे? का तर तुम्ही नदीची काळजीच नाही राखली आहे.
बरोबर.
हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे.
बरोबर. म्हणजे एक म्हणायला लागेल नद्यांचं एक संरक्षण करणं खरंच खूप गरजेचं आहे. हो, खरंच.
खूप गरजेचं आहे. खूप, तुम्ही पूजा नका करू, आरती नका करू, पण त्याच्यात कोणताही कचरा, कोणतीही घाण टाकणार नाही एवढी शपथ घ्या आणि ती पूर्ण करा. ती शपथ निभवा तुमची.
तर हां. बरोबर. म्हणजे खरंच आज-काल खूप दिसतं आहे नद्यांच्या काठेला म्हणा किंवा नद्यांमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग, कुरकुरे खाऊन प्लास्टिक तिथंच. काही खाल्लं प्लास्टिक, पाणी पिलं बॉटल तिथंच. म्हणजे एवढं घाण निसर्ग बनवता आहे. आपणच बनवतो आहे आणि आपल्यालाच त्याचा परिणाम जाणवतो आहे.
हो. एक्झॅक्टली. तेचं म्हणते ना, की बघा त मी तुम्हाला आता एक सांग एक अजून एक हे सांगते. आमच्याकडे अ, ध आपल्याकडे धरणं बनवली जातात.
हो, हो. बरोबर.
आता काही धरणं आहेत ना, ती 100-100 वर्ष जुनी आहेत.
हां.
आणि ह्या धरणांना आउटलेट्स दिले जातात की जर धरणं ओव्हरफ्लो झालं किंवा धरणा धरणं ओव्हरफ्लो होऊ नये, म्हणून जे दरवाजे उघडले जातात. ते एक्सेस पाणी जे आहे, ते बाहेर जाण्यासाठी हे नाले बनवलेले असतात. आमचं दुर्दैव एवढं आहे, की त्या नाल्यांना लिटरली नालेचं बनवलं आहे.
अगदी बरोबर. हां, हां. हो.
म्हणजे कम अ, जे आपण म्हणतो ना की
बापरे!
बिल्डिंगमधलं वेस्ट वॉटर आहे. जोडा पाईप त्याला, तिथून अ, जाईल की समुद्राला पाणी. कारखान्याचं पाणी त्याच्यात जोडलं आहे, जातं आहे की त्याच्यातून पाणी.
हां, हां, हां. हो. बरोबर.
पण हा विचार कोणीही करत नाही आहे आणि कचरा तर कचरा टाका की इथूनच जाईल समुद्राला. कशाला दुसरीकडून नेताय? म्हणजे ते जो तो नाला जो अ, आपण म्हणतो की धरणाच्या एक्सेस वॉटरसाठी केला आहे. त्याचा वापर ह्याने सीवेजसारखा केला.
हो. हां, हां. बरोबर.
आणि सीवेज पा प ह्याच्यासाठी पाण्यासाठी, त्या घाणेरड्या पाण्यासाठी, निचरा होण्यासाठी, तो वापरला. आणि जेव्हा मग खरोखर पूर आला, जेव्हा खरोखर धरण ओव्हरफ्लो व्हायच्या लेव्हलला आलं, तेव्हा त्या नाल्यांना पाणीच गेलं आणि ते पाणी गेल्यामुळे, ते पाणी जाऊ शकलं नाही कारण तुम्ही एवढा कचरा एवढी घाण करून ठेवलीत त्याच्यामध्ये की ते पाणी बाहेर जाऊ शकत नाही. मग ते पाणीही दुतर्फा तृम्ब तुंबलं आणि मग तुमची शहरच्या शहर तुंबली.
हो. हो, बरोबर. हो.
हा जो काही प्रकार सध्या जिकडे-तिकडे पाहायला मिळतोय ना, त्याच्यासाठी खूप मोठी जनजागृती होणं गरजेचं आहे.
अगदी बरोबर.
की नद्या आणि ओढ्यांचं संरक्षण करा, नाहीतर उद्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाला आपल्याला डोळ्यातून 10-10 थेंबा तरी गाळावे लागतील.
बरोबर. तरसावं लागेल, म्हणायचं झालं तर.
हो, अगदी आणि ते तेव्हाही तरसूंनही मिळेल की नाही याची खात्री नाही.
हो. खात्री नाही, बरोबर खूपच छान. तर मला सांगा, प्रत्यक्षात लोकं रोजच्या आयुष्यात काय एकदम असं सोपं, काय करू शकतात जे नद्यांना खूप मदत करेल. जसं की घरगुती सांडपाणी, प्लास्टिक वापर, शेती रसायन कमी करणे, इत्यादीपैकी काही?
बघा सगळ्याच गोष्टी तुम्ही आता ज्या बोललात ना, त्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे प्रोसेस्ड होऊन जर पुढे गेल्या तर त्याचा नक्कीच चांगला वापर होईल आणि 2रा उपाय 2री गोष्ट जी प्लास्टिक म्हणालात तुम्ही
बरोबर.
तिचा वापर शक्य तेवढा कमी करा आणि शेतांमध्ये तर मला वाटतं, आता बऱ्याच ठिकाणी रसायन कमी झालेली आहेत. कारण सगळ्यांना पटलेलं आहे, सेंद्रिय खतं आणि त्यांची इम्पोर्टन्स.
हो.
त्यामुळे अ, बऱ्याच ठिकाणी तर हे स्वतःहून कमी झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे आणि आता जसं मी तुम्हाला म्हटलं अ, की एक अ
बरोबर.
5-6 वर्षांपूर्वी एक ते एक अ, चांगला उपक्रम महाराष्ट्र सरकारतर्फे राबवण्यात आला होता आणि आय थिंक तो अजूनही चालू आहे शेततळ्यांचा. तर जिकडे-तिकडे शेततळी उभारली जातात आणि त्यामुळे पाणी शेतामध्ये मुरावं, जिरावं आणि जे जिरल्यामुळे जो तुमचा
हां, हां. हां, हां, मी पण हो.
भुज भूगर्भजल पातळी आहे, ती वाढावी म्हणून प्रयत्न केला जातो. बरं त्यात पाण्यात पावसाचं जे पाणी आहे, ते असच वाहून जातं आहे.
हां, हां. हां, हां. बरोबर.
तर हे वाहून न जाता तुमच्या बोरिंगला जास्त पाणी कसं येईल ह्याची तरतूद करा ना?
बरोबर.
रेनवॉटर हार्वेस्टिंग करा. रेनवॉटर हार्वेस्ट केलंत. जे वरून छतावरून पडणारं पाणी अ, गटारीला जाऊन मग समुद्रात जात होतं. त्याच्यापेक्षा ते पाणी मुरवा ना जमिनीमध्ये. त्यासाठी जास्त काही खर्च नाही, एकदा एकदा करा. तुमच्या लाईफटाईम तुमची बोरिंग आहे पाणी देत राहील तुम्हाला.
हो. हो. ते तर आहे.
तर ही छोटी-छोटी गोष्टी आपण जर केले ना, तर मला वाटतं अ, खूप चांगला अ, परिणाम आपण खरंतर साधू शकतो. आणि जर घराच्या सांडपाण्याचं म्हणाल तुम्ही, तर घराचं सांडपाणी
अगदी बरोबर.
प्रक्रिया होऊन जर बाहेर जात असेल तर ठीक आहे किंवा त्याचा बायोगॅससाठी वगैरे वापर करा. बायोगॅसच्या प्लांटमध्ये जर चार घरांचा मिळून जरी तुम्ही उपयोगात आणलात तो बायोग्लास गॅस प्लांट. तरीसुद्धा चार घरांना किमान काहीच नाही, तर 1-1 बल्ब तरी लागेल, की फुकटचा तुमच्या घरात.
हो. हां, हां. हो, बरोबर.
आणि कदाचित तुम्हाला गॅस ही मिळेल काही काही वेळासाठी तोही तुम्ही वापरू शकता. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा वापर जर झाला तर अ, आपण खूप अ, पाण्याच्या बाबतीत म्हणा किंवा ऊर्जेच्या बाबतीत ही समृद्ध होऊ शकतो, आपला देश.
बरोबर. खूपच हो, नक्कीच, बरोबर. म्हणजे एक अ, आपण म्हणता येईल, की नदी आणि ओढे हे आपलं जीवन आहे.
हो.
बरोबर. तर मला सांगा तुमचा असा एखादा काही अनुभव की तुम्ही नद्यांचे आणि ओढ्यांचे असं काही कधी असं संरक्षण केलं किंवा मग अ, कुठं तुम्ही बाहेर गेलात, तिथं तुम्हाला घाण दिसली किंवा तुम्ही तिथे साफसफाई केली असं कधी झालं आहे का?
नाही साफसफाई तर अशी आम्ही नाही काही केली. पण अ, मी अ, 2005 चा जो आमच्या मुंबईमध्ये जो काही पाऊस पडला होता आणि त्यामुळे भरपूरशी जीवितहानी झाली होती आणि त्याचा मेन विलेन जो होता त्याच्यासाठीचा तो होता, प्लास्टिक बॅग.
हां, हां. हां, हां. अरे बापरे! कसं काय बरं?
जिकडे-तिकडे प्लास्टिक बॅग्स ज्या आहेत त्या गटर्स लाईनला चोक केलं होतं. बऱ्याच ठिकाणी त्यांच्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकत नव्हता म्हणून पाणी तुंबलं आणि बऱ्याच वेळेला समुद्राला पण त्यावेळेस भरती असल्यामुळे, पाणी बाहेर न जाता अजून पाणी आतमध्ये वाढलं. तर त्यावेळेस अ, सरकारने बऱ्यापैकी अ, म्हणेल की
हां, हां. हां, हां, हां. हो, बरोबर. बरोबर.
जनजागृतीही केली आणि काही कायदेही राबवले आहेत आणि ते कायदे अजूनही ॲक्टिव्ह आहेत. काही अ, ज्या सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात बंदी आली आहे. रियुजेबल प्लास्टिक वापरा. शक्यतो माझ्याकडे तर प्रयत्न आहे घरामध्ये, की कोणतंही प्लास्टिक वापरायचं नाही पण जर वापरायची वेळ आलीच, तर ते रियुजेबल असावं.
हां, हां, हां. बरोबर.
आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो, तिथे ओला कचरा आणि सुका कचरा हे असं वेगळं केलं जातं, की जेणेकरून ओला कचरा जो आहे तो हॉर्टिकल्चरला जिथे आपण म्हणतो, की खत वगैरे बनवलं जातं, कंपोस्ट बनवलं जातं, तिथे वापरला जातो आणि जो सुका कचरा आहे तो रिसायकल होतो.
हो, हो. हां, हां, हां. हां, हां, हो, हो. बरोबर.
तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमची अ, आमच्या ह्या सोसायटीमध्येसुद्धा आम्हाला खूप चांगल्याप्रकारे अ, मी म्हणेल, की इथलं आमचं ॲडमिन काम करतं आहे की पाण्या पाण्याची जी आहे ती अ, खराबी कमीत कमी व्हावी म्हणून.
हां, हां, हां.
आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं असल्यामुळे जिकडे-तिकडे, आमची जी काही बोरिंग आहेत, ते सुद्धा बारमाही आहेत. आम्ही आमची कॉलनी टँकरमुक्त आहे. अ, ते त्यामुळे आम्हाला खूप असं अभिमानाने ते नेहमीच सांगावसं वाटतं, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी केल्यामुळे आम्हाला बऱ्याच अ, गोष्टींचा फायदा आम्ही उचलू शकतो आणि आजही आनंदाने तो आम्ही स्वीकारत आहे.
खूपच छान. हां, हां. अरे वाह! खूपच छान. हां, हां. अरे वा! खूपच छान. तर मला सांगा की प्रशासन, उद्योग, जमीन मालकी आणि पाऊस पाण्याचा मार्ग यामध्ये काही असे अडथळे येतात का आणि ते कसे ओलांडायचे असं तुम्हाला वाटतं?
बघा प्रशासन किंवा उद्योग तुम्ही जे म्हणत आहात तर औद्योगिक सांडपाणी हा जो प्रकार आहे
हां, हां.
कधीतरी नदीला अगदीच निळा रंग येतो, कधीतरी अगदी गुलाबी असते किंवा एकदम पिवळी-पिवळीजार होऊन जाते नदी. म्हणजे हे औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता तुम्ही बाहेर फेकत आहे. तर यासाठी मजबूत असे मी म्हणेल, की काहीतरी असे ठोस पावलं का किंवा असे कायदे जे आपण म्हणू शकतो ते येणं गरजेचं आहे आणि ते जर आले तरच कुठेतरी मला असं वाटतं की
बरोबर. हो. बरोबर. अगदी बरोबर.
अ, ह्या सगळ्या गोष्टींना ना आळा बसेल आणि मग हे जे पाणी प्रदूषण होतं आहे, ते थोडं कमी होईल. किमान औद्योगिक लेव्हलला तरी, की तिथून जे सांडपाणी येतं आहे त्यासाठी. त्यानंतर नदीमध्ये वाळू उपसा बऱ्यापैकी होतं आहे.
हां, हां. बरोबर. हां, हां, हां.
त्या वाळू माफियांसाठी अजूनही बिचारे पोलीस खूप प्रयत्न करत आहेत, पण दुर्दैवाने त्यांना काही तेवढ्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. आणि वाळू ही काही उपसली जात आहे, अन् त्याच्यामुळे नदीची जी काही झीज होती आहे, ती खरी थांबवली गेली पाहिजे. तर त्यासाठीसुद्धा प्रयत्न कायदेशीररित्या झाले, तर अतिशय चांगलं होईल.
अगदी बरोबर. बरोबर.
किंवा मग वाळूला कोणीतरी असं एखादा सायंटिस्टनी मनावर घ्यावा आणि तिला पर्याय शोधावा की जेणेकरून हा उपच म्हणजे कसं आहे तुम्हाला जोपर्यंत ऑप्शन नाही आहे, तोपर्यंतच त्या गोष्टीला डिमांड आहे मार्केटमध्ये. जर एक चीप ऑप्शन अवेलेबल राहिलं तर ऑटोमॅटिकली ती वाळूची डिमांड निघून जाईल बाजूला आणि ते ऑप्शन वापरण्यात येईल वाळूच्याऐवजी
हो. हां, हां. बरोबर. हां. अगदी बरोबर.
तर असं कोणीतरी एक पाऊल उचलावं अशी इच्छा आहे. बघूया आता देवाच्या मनात काय आहे ते.
हो, नक्कीच, नक्कीच. आणि उचलेल कारण नद म्हणजे बऱ्याच जणांना असं कळून चुकलं आहे की नद्या आणि ओढे, पाणी हे आपलं खरंच जीवन आहे. यांच्याशिवाय आपण अधुरं आहे. आपण एकटं आहेत.
अगदी बरोबर, कारण पाण्याशिवाय आपलं आयुष्य नाही. पाण्याला जीवन म्हटलं जातं. आणि जर समुद्राचं पाणी तर खूप आहे आपल्याकडे, पण प्यायला दोन थेंब नसतील तर तहान नाही भागवू शकत अ, समुद्राच्या पाण्याने आपण.
हो. खूप छान वाटलं हो. बरोबर. बरोबर. नक्की. अगदी बर खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि मला पुन्हा नक्कीच तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. खरंच तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरोखर ही खंत जी आहे ना, ती आता मी माझ्या मुलांबरोबर सुद्धा शेअर करणार आहे की जेणेकरून त्यांनी सुद्धा भविष्यात ह्या गोष्टींचं लक्ष ठेवायला पाहिजे. खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.